हं, हं, तर मग असं तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही असे काय अशा 3 अशा गोष्टी असतात जे तुम्ही बघतात. जसं की फिटिंग झाला, रंग असू शकतो किंवा मग ना अ, एक्सेसरीज असू शकतात किंवा तुमचे शूज असू शकतात किंवा हेअर स्टाईल असू शकते ती खूप महत्त्वाची आहे कारण की असं असतं ना, की अ, कपडे छान घातलेत, पण हेअर स्टाईल जर छान नसली, तर मग तो पूर्ण लूक त्याचा जातो. तर किती मॅटर करतात ह्या सर्व गोष्टी?
हो. हं. हो ना. हं, भरपूर मॅटर करतं म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये तर हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण मला स्टेजवरती जेव्हा मी परफॉर्म करते किंवा मी ऑफिसला जाते किंवा रोजच्या जीवनात पण हे आपल्या स्वतःसाठी खूप महत्त्वाचं आहे, की आपण स्वतःला कसं कॅरी करतोय. तर जर का आपलं अ, आपण हेल्थ सांभाळली, थोडासा व्यायाम वगैरे केला आणि आपली अ, शारीरिक हेल्थ खूप चांगली असली, म्हणजे आपलं आमच्या आम्हा बायकांसाठी तर आम्हाला फिगर मेंटेन करून ठेवायलाच लागतं ना. नाहीतर ते खूप अ, चांगलं नाही दिसत. तर म्हणून मी त्यासाठी म्हणजे माझे कपडे मला चांगले दिसावे यासाठी मी नियमितपणे वर्कआउट करते. मी जिमला वगैरे जाते आणि त्यामुळे मग माझी पर्सनॅलिटी चांगली दिसते. मग मी काहीही घालो ते माझ्या अंगावर शोभून दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे फिटिंग चांगली असली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे मला जे कम्फर्टेबल वाटतील असं मी फॅब्रिक्स चुज करते म्हणजे कॉटन झालं.
हं, हं. हं. अगदी बरोबर. हं. हो, हो. हं. क्या बात है. हं, हं. क्या बात है. हं. हं, हं. आणि हे जे कलर्स वगैरे असतात, कलर्स पण खूप मॅटर आपल्याला आपल्या बॉडीला काय कलर्स सूट होतात. काही लोकांना तर हेच माहिती नसतं, की त्यांना कुठले कलर सूट होतायत. घालतायत कपडे फक्त पण त्यांचा बॉडी टाइप काय आहे, तेच त्यांना कळत नाही. तर मग तुम्ही यावर लक्ष देतात का? तुमच्या स्टाईलमध्ये बॉडी टाइप तुम्हाला तुमचा माहिती असायला पाहिजे. स्किन टोनला तुमचे कुठले कलर्स जाता आहेत?
हं. हो ना. हो, खरंच. हो, खरंच. आपल्याला ते माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपण अ, ते अ, परफेक्ट रंगाचे कपडे आपण स्वतःसाठी नाही घेऊ शकत आणि विचित्र जर दिसलं एखादा रंग आपल्या स्किन टोनवर मग तो कितीही महागातला तुम्ही ड्रेस किंवा शर्ट एखादा घेतला असेल आणि जर का तो रंगच तुम्हाला सूट नाही करत आहे, तर तुम्ही खूप विचित्र दिसाल सगळ्यांसमोर. आणि मला असं वाटत ना, की त्याने मग आपला आत्मविश्वास खाली जातो.
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. बट जर तुम्ही छान प्रकारे कॅरी केला तर?
जर ते आपल्याला शोभूनच नाही दिसत आहे, तर ते छान प्रकारे कॅरी केल्यावर पण आपल्याला माहितीये ना, की ते शोभून नाही दिसतय, तर कुठे ना कुठे आपला आत्मविश्वास थोडासा लो होतो. हो.
हां, हां, हां. हो. गमावतो. हं, हं. ओके, अ अच्छा हं, हं, हं, हं.
मला असं वाटतं, की ब्रँड वर अ, ब्रँडच्या मागे नाही धावलं पाहिजे. पण तुम्ही तुमचं कम्फर्ट बघा आणि कोणते रंग किंवा एखादी स्टाईल तुम्हाला सूट करते तुमच्या पर्सनॅलिटीला त्याप्रमाणे तुमच्या कपड्यांची निवड करा.